तर आमच्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे तो म्हणजे परीक्षा आणि परीक्षा आली, की आमच्या जीवनामध्ये खूप ताण आणि तणाव येत असतो, बरं का.
हो ना. हं. अगदी, अगदी.
तर परीक्षेच्या ताण ताण कमी करण्यासाठी नेमकं तुम्ही काय करता बरं?
मला वाटतं ना परीक्षा आणि ताण ह्यांचा काही ना काहीतरी संबंधच आहे, असं वाटतं मला. की मला आठवतंय माझ्या लहानपणी गणिताचा पेपर आणि ताण आला नाही
हं, हं. हं. अच्छा. झालंच नाही.
असा असा गणिताचा पेपर आठवत नाही मला. मला आत्ताही ना गणिताचा पेपर आहे, की काय अशी स्वप्न पडतात. आणि मी झोपेतून अशी खडबडून उठते आणि मला वाटतं, "अरे, माझा अभ्यास नाही झालाय. अरे काय? मला आता माझ माझ कसं होणार?" आणि मग नंतर मला कळतं "अरे, आपण घरी आहोत. आपण गणिताचे सगळे पेपर देऊन झालोय आणि"
अरे बाप रे! अच्छा. अच्छा. हं, हं, हं. हो. आणि उठा आता. इतकी भीती, ताण.
आता उठा." खरचं म्हणजे इतकी उम्म, काय म्हणतो भीती.
हो.
आणि ती अजूनही जात नाहीये. मला खरंच कधी-कधी ना अ, नवल वाटतं, की काय माहित कधी जाणार आहे ही भीती? आणि हे म्हणजे मला
हो, हो. आणि म हो, हो. हं, हं. बोला ना.
हा, विचारा ना काय विचारता तुम्ही?
म्हणजे म्हणजे अ, तुम्ही म्हणता की तुला तुम्हाला ज्या परीक्षा येतात ना जवळ किंवा त्याच्या आधी आपण नेहमी विचार करतो की आता परीक्षा येणार आहे. 1 अ, वेगळंच रूटीन आमचं बनवून जातं किंवा आपल्याला 1 प्रकारचा वेगळाच ताण येऊन जातं त्या रूटीनसाठी किंवा त्या परीक्षेच्या तयारीसाठी आपण बसतो. तर नेमकं त्यावेळेस तुमचं अ, ते वातावरण कसं असतं? जे रूटीन तुमचं असतं ते कशा प्रकारचं तुम्ही बनवता बरं?
हं. हं. नाही अ, तुम्ही बरोबर सांगितलं की 1 रूटीन नक्कीच बनवलं पाहिजे आणि अ, असं म्हणतात ना, ते वेळापत्रक जर तुम्ही बनवलं की अ, कदाचित तुमच्याकडे 6 विषय आहेत तर जो विषय आवडीचा आहे ना, म्हणजे मी माझं सांगते की मला जो विषय सर्वात आवडीचा आहे तो मी सर्वात अगोदर घ्यायचे. म्हणजे म्हणजे सुरुवात तर होईल, कारण की 1हिलाच विषय असा घेतला आहे की ज्याच्यामध्ये काही रस येत नाहीये, मग ती अभ्यासाची गोडीच लागत नाही.
हो, हो. अगदीच. हो. हो, हो. अगदी बरोबर. हं, हं. अच्छा. हो, बरोबर.
आणि अ, या विषयामध्ये माझं थोडं म्हणतात ना, की अगदी धाबे दणाणलेले आहेत. म्हणजे गणितासारखा विषय म्हणजे मग त्याला 2 दिवस ठेवायचे आणि मग त्याच्यामध्ये गणिताचाच अभ्यास करायचा म्हणजे त्याला जास्त वेळ द्यायचा, कदाचित.
हो. हं, हं. अच्छा. हं, हं.
आणि अ, आणि मग सतत म्हणतात ना, की असं म्हणतात ना की आता 10 वाजता सकाळी बसलो, तर 6 वाजता संध्याकाळी उठायचं, असं मी नाही करत, म्हणजे मी कधीच असं केलं नाही आणि अं, कदाचित मी खूप नशीबवान आहे की माझ्या घरच्यांनी मला खूप साथ दिली. असं नाहीये की हं, असं बऱ्याचवेळा घरांमध्ये होतं बघा, की परीक्षा आहे ना, मग अभ हातात पुस्तक दिसलं नाही की मार पडतात, नाही का?
खूप सुंदर! अच्छा. हं, हं. अरे वाह! हं, हं. हो. <laughs> हो, अगदीच, अगदीच. तुम्ही खरंच अ, लहानपणी आम्ही नेहमी म्हणायचो की आई-वडील दिसले का पुस परीक्षेच्या काळात पुस्तकच पाहिजे. "अभ्यास कर बाबा. अभ्यास कर." हेच शब्द चालतात आणि मग काय व्हायचं बरं?
हं. माझी हां, माझी आई त्या बाबतीत अक्षरशः म्हणजे म मी खूप नशीबवान आहे की ती मला म्हणायची, "सोड आता अभ्यास. बस झालं."
हं, हं. हं, हं. अरे वाह! अरे बापरे! खूप सुंदर, म्हणजे
काही म्हणजे, "ये, तू जरा जेव, टीव्ही बघ." माझ्या घरी कधीच कुठच्याही बोर्डाच्या पेपरला असू दे, अ, माझी अ, 12वीचा पेपर असू दे, कधीच केबल वगैरे कट केलं नाही.
हं, हं. हो, हो. हो, खूप छान, म्हणजे तुम्ही असं करता, पण मग त्यावेळेस तुम्ही आणि मग तुम्ही सांगू शकता का आम्ही पाहतो, की परीक्षेच्या वेळेस भरपूर लोकं सकाळी अ, अभ्यास करतात किंवा अ, तासंतास अभ्यास करतात किंवा जास्त ब्रेक घेत नाही किंवा ते बसूनच राहतात. तर अशी काही म्हणजे दिनचर्याचं तुम्ही सेट करता का, ज्यावेळेस घरामध्ये अ, होते त्यावेळेस? हं, हं.
कधीच नाही. मी टीव्ही बघायचे, मस्त. हं, हं. हो, हो. आणि परत तुम्ही म्हणालात ना, की तासंतास अभ्यास करता, तर मला वाटतं ना, की कदाचित अ, हे जास्त ताण किंवा तणावाचं कारण आहे. कारण तुम्ही सतत अभ्यास करताय, यापेक्षा तुम्ही ह्याच्यावर थोडं फोकस केला पाहिजे, की जर मला 10 दिवसांनी किंवा 1 महिन्याभराने माझा पेपर आहे, तर मी अगोदरपासूनच त्याची थोडीशी पूर्वतयारी करायला हवी.
हो, हो. अच्छा. हं, हं. हो. अगदी बरोबर.
आणि अ, म्हणतात ना की अ, बरेचसे असे विषय असतात, की ज्याच्यामध्ये तुमचं कौशल्य जरा कमी आहे. मग अशावेळी मित्रांना किंवा तुमच्या शिक्षकांना, अजूनही तुमच्या शेजारी पाजारी म्हणजे माझ्या लहानपणी तेही अगदी चांगलं होतं. अं, माझ्या एक शेजारी होत्या ताई, मी त्यांना गणिताचे प्रश्न विचारायचे आणि त्यांचं गणित अतिशय उत्तम होतं.
हं. हो. हं, हं. अरे वाह! खूपच सुंदर. मग तुम्ही त्यांच्याकडून टिप्स घ्यायच्या का नेमकं? म्हणजे कशा प्रकारे गणिताचा अभ्यास करायचा आणि परीक्षा आल्यानंतर कशा त्या सोडवायच्या, असे काही टिप्स देत होते का त्या नेमकं?
आणि मग त्या मला बऱ्याच हां. हं, हं. खूप-खूप आणि ना ते एक म्हणतात ना 1 अ, हेल्दी असं वातावरण किंवा एक म्हणतात ना, चांगला प्रकार मी म्हणू शकते की ही अशी छोटी-छोटी पावलं तुम्ही घ्या की तुम्हाला येत नाही आहे चांग म्हणजे ठीक आहे. ते आधी स्वत स्वतःच्या मनाशी ठरवा की हा ठीक आहे मला येत नाही आहे. मला मदतीची गरज आहे आणि मग मित्र किंवा तुमचे ट्यूशन टीचर किंवा तुमचे शेजारी त्यांना जाऊन विचारा की बाबा, मला ह्याच्यामध्ये काही समजत नाही आहे. मला ह्याच्यामध्ये मदत करा आणि अशा गोष्टींना काही-काही लोकं सोप्या करून सांगतात की ज्यामुळे तुम्हाला तो विषय कळतो, नाही का.
हं, हो. हं, हं. अरे वाह! हं, हं. हं, हं. अगदी. अरे वाह! हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही आणि अचानक समजा आपला ताण वाढून जातो या परीक्षेच्याच अ, वेळेस आणि मानसिक त्रास होतो किंवा अ, खूप प्रेशराइज्ड मनुष्य होतो. तर त्यावेळेस नेमकं काय-काय उपाय करता बरं? म्हणजे लवकर अ, आपण तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे की त्वरित आपल्याला त्याच्यामध्ये फरक पडतो? किंवा हा मानसिक त्रास दूर झाला पाहिजे किंवा हा ताण असं एखाद गोष्ट आम्ही करतो, काही लोकं श्वासन श्वासावरती लक्ष देतात. किंवा मन शांत ठेवण्यासाठी काही-काही गोष्टी वापरतात. तर अशापैकी काही आहेत का तुमच्याकडे नेमकं?
हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. मी अं, खरंच माझा परीक्षेमधला तुम्हाला दिनक्रम सांगते. सर्वात सकाळी मी आधी उठली ना, तर थोडंसं नामस्मरण करायचं. कारण म्हणतात ना, थोडं नामस्मरण केल्यावर मला म्हणजे अशी उभारी यायची की नाही आ म्हणजे आपण नाही हरणार आज, आपल्याला यश मिळेल. आपण देवाचं म्हणजे असतं ना ते कुठेतरी एक धार्मिक किंवा आपली एक परंपरा आहे, की देवाचं नाव घेऊन प्रत्येक गोष्टीची सुरुवात करा.
अच्छा. हं, हं. हं, हं, हं. अरे वाह! हं, हं. हं, हं. हो, हो.
मग अ, देवाचं नामस्मरण करायचं, व्यवस्थित नाश्ता करायचा. कारण काही-काही मुलं ना, अजिबात काही खात नाही. मग पेपरमध्येच त्यांना चक्कर येते.
हं, हं. हो. अगदी बरोबर.
किंवा त्यांचा बी-पी लो होतं किंवा इतरही त्यांना म्हणतात ना, की तत्सम काही गोष्टींमध्ये ताण-तणाव त्यांना येऊ शकतो. अ, आणि काही-काही मुलं तर रात्रभर अभ्यास करतात आणि दुसऱ्या दिवशी 12-12.30चा पेपर आहे. तर तुम्ही विचार करा, ते सलग 24 तास जागे आहेत.
हो. हो. अगदीच. हो. हो. अगदीच.
मग अशा वेळी ना, मला असं वाटतं, की कदाचित त्या वयात त्यांना कळणार नाही, पण खूप दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतात. है ना?
हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. तर म्हणजे त्यांनी म्हणजे रात्रभर जागणं गरजेचं नाहीये, तुम्हाला सगळं व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही सर्व गोष्टी केल्या, तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. तुम्ही सांगितल्या, खूप छान सांगितलं. आणि समजा आई-वडील आणि शिक्षकांनी दिलेला दबाव कसा हाताळता येतो बरं या काळामध्ये? तर तुम्ही तर तसं सांगितलं, की तुमच्या आईचं म्हणजे असा स्वभाव होता, की एक ते तर, जास्त ताण तुम्हाला देत नव्हते या काळामध्ये. पण शिक्षकांचा दबाव आणि घरची काय अपेक्षा असतात? किंवा इतर लोकांच्याही काय अपेक्षा असता? किंवा आपल्यालाही वाटतं कधी-कधी हा विषय माझा कच्चाय, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं? हं, हं.
हं, हं. हां. हं, हं. हं. नाही. मी ना मी ना कदाचित तुम्हाला असं सांगू शकते, की माझ्या आईचा दबाव माझ्यावर नव्हता. कारण कदाचित अ, असंही असू शकतं कारण म्हणतात ना, की तिला ही जास्त काळजी होती, की मी आजारी नाही पडणार. म्हणजे परीक्षेच्या या पूर्ण वातावरणात, पण आपण जेव्हा एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये वगैरे जातो. तेव्हा आपण आजू-बाजूला बघतो, की किती कॉम्पिटिशन आहे. आणि मी मुंबईच्या कॉलेजमध्ये शिकलेले आहे. त्यामुळे मला सतत असं जाणवायचं, की तुम्ही जसं म्हणता ना, की ताण, माझं नशीब चांगलं होतं, की घरातून तरी नव्हता, नाही तर मग खूपच कठीण परिस्थिती असती. पण आजूबाजूला जेव्हा मी बघायचे, की सतत मुली माझे मित्र-मैत्रिणी अभ्यास करतायत, ते अगदी नोट्स काढून सगळं पाठांतर त्यांचं तयार. मला वाटायचं बापरे! ह्यांची किती पूर्वतयारी आहे. म्हणजे चांगली ही गोष्ट आहे, ज्याच्यातून तुम्ही शिकू शकता आणि कधी-कधी त्या गोष्टीचं तुम्हाला असं म्हणतात ना, की अ, खूप दडपणही येऊ शकतं नाही का.
हो. अच्छा. हो. हो. हं, हं. अगदी बरोबर. हो. हं, हं. अच्छा. हो. हं, हं. हं, हं. अगदी. हो. अगदी बरोबर. तर म्हणजे आम्ही अशा प्रकारे जर हाताळला, तर सर्व गोष्टी व्यवस्थित होईल आणि जर आपल्या आई-वडिलांनी आणि शिक्षकांनी जर दिलं आम्हाला, म्हणजे व्यवस्थित सहकार्य केलं, तर होईल सर्व गोष्टी. आणि परीक्षेच्या दिवशी काय खाल्लं पाहिजे आणि कसं झोपलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे काय रुटिन आपण ठेवलं पाहिजे? कारण की त्याचाही परिणाम होतो. काही-काही मी पाहिलेत की परीक्षेच्या काळामध्ये अ, काही खाऊन जातात परंतु त्यांना उलटी येणं, मळमळ येणं, अशाही गोष्टी होतात. तर म्हणजे नेमकं परीक्षेच्या दिवशी आम्ही काय खाल्लं पाहिजे आणि कसं जेवण घेतलं पाहिजे? कशी झोप घेतली पाहिजे?
हं, हं. म्हणजे हां, म्हणजे हम्म. हो, बरोबर म्हणालात तुम्ही. काही-काही अ, विद्यार्थी असतात ना त्यांना उलट्या होतात. कारण भीती.
हं, हं. हो. हो.
कारण असं नाही आहे, की ते काही जे खात आहेत, ते चुकीचं आहे किंवा काही बाहेरचं अन्न खात आहेत. तो प्रकार नाही आहे. काही-काही मुलांचं पोट बिघडतं, काही काहींना भीती एवढी असते, की त्यांच्या पोटात जे आहे, ते पचत नाही आणि म्हणून माझी आई म जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की माझ्या आईचं हेच असं कदाचित तिच्या एका मैत्रिणीची मुलगी, तिच्या बहुतेक बाबतीत असं झालं होतं, म्हणून माझी आई मला म्हणायची, "काही हरकत नाही आहे, जेवढं होईल तेवढं कर. आता 1-2 तासात काही बदलणार नाहीये विश्व."
हो. अगदी बरोबर, अच्छा. हं, हं. अरे वाह! हं, हं. हो. अच्छा. बरोबर.
एक तर अगोदर म म्हणजे सर्वात मी तुम्हाला असं 1 टिप सांगेन, की सर्वात आधी तुम्ही पूर्व तयारी वेळेवर करा, परीक्षेच्या दिवशी तुम्ही व्यवस्थित नाश्ता करा आणि हलका करा. असं नाही आहे की खूप अगदी ओत-प्रोत खाऊन जा गेलात. अ, कदाचित तुम्हाला 8 तास झोपणं थोडं मुश्किल आहे, पण कमीत-कमी 5.30 ते 6 तुम्ही झोप घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हणतात ना, की परीक्षा लिहायचा तरी त्राण वाचेल.
पहिल्यापासून. हो. अच्छा. हं, हं. हो. अगदी बरोबर.
आणि बे व्यवस्थित तुम्ही पेपर लिहू शकता. अगदीच शेवटच्या वेळी एखादा नवीन काहीतरी चॅप्टर हातात घेतलंय आणि ते वाचत बसलाय, त्यापेक्षा तुम्ही जे-जे अगोदर चॅप्टर वाचलेत, तुम्ही जे-जे अगोदर अभ्यास केलाय, त्याची उजळणी करा, ती व्यवस्थित लिहून काढा.
हो. हं, हं. हं, हं.
आणि म्हणजे ॲट अ, म्हणतात ना की कदाचित जे वाचलंय ते आलं तर, तुम्ही ते व्यवस्थित लिहू शकता. त्यामुळे ना, तुमचा थोडा ताण कमी होतो, तुम्हाला विश्वास वाटतो की "खरंच, मी जे वाचलंय ते तेवढं तरी मी लिहू शकतो."
अगदी बरोबर. आणि म्हणजे ताण कमी करण्याचे तुम्ही भरपूर उपाय सांगितलेत आणि मग ह्या ताणात तुम्ही जे उपाय केलेत आणि त्याच्यातून तुमचा रिझल्ट कसा आला बरं? म्हणजे नेमकं चांगला रिझल्ट यायचा का कशा प्रकारचा रिझल्ट तुमचा असायचा? हं, हं.
नाही. अ, म्हणजे असं नाही, की अगदीच 1ला नंबर अ, यायचा. अ, ते थोडं अतिशयोक्ती होईल बोलणं, पण पहिल्या 5मध्ये मी असायचे, की हां, हां. अ, मला आठवतंय, मला अ, मी जेव्हा 12वीत असताना अ, माझा 3रा का 4था नंबर आला होता आणि मला कॉलेजची स्कॉलरशिप मिळालेली 40,000.
हो. <chuckles> हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. हं, हं. हं, हं. अच्छा! अरे बापरे! 40,000.
हो, हो. तर अ
<chuckles> छान छान.
तर ₹40,000 मला स्कॉलरशिप भेटली होती. पण तेच आहे, की अ, ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या आईला देईन, कारण ते आपण म्हणतो ना असं गनपॉइंट
हं, हं. हो, हो.
तुम्ही तुमच्या मुलांना असं गनपॉईंटवर ठेवलंत, तर ते जे त्यांना येतंय ना, तेही ये तेही ते लिहू शकणार नाहीत. कारण की तुम्ही त्यांच्या मनात भीती निर्माण करताय, की "नापास झालास किंवा झालीस, तर घरी येऊ नकोस." मग अशी असे काही विद्यार्थी ना, कधी-कधी चुकीचा मार्ग अवलंबितात.
बरोबर. ते विसरून जातील. <chuckles> हो. हं, हं. कोण कोणते म्हणजे नेमकं म्हणजे हो, हो, हो.
म्हणजे जसं स्वतःला इजा करून घेणं, गळफास लावून घेणं. नुसत्या भीतीने बरं का, असं नाही की रिझल्ट आलाय. भीतीच वाटते की पेपरच द्यायचा नाहीये.
अगदी. हो. हो, बरं, बरं. हो. बरोबर. तुम्ही ज्या सांगितल्या ना गोष्टी, की परीक्षेच्या वेळेस ताण कमी करण्यासाठी काय-काय करता येईल? आणि तुम्ही त्या केल्यात आणि 1ल्या त्या 5व्या रँकिंगमध्ये तुम्ही आलात. आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, की तुम्ही या सर्व गोष्टी शेअर केल्यात. आणि खूप छान पद्धतीने त्या शेअर केल्यात. त्याबद्दल मी तुमचा अगदी आभारी आहे. अगदी मनापासून. खूप-खूप धन्यवाद तुमचे.
हं. हं. धन्यवाद तुमचेही.